नेटवर्किंग जेव्हा म्हणतो आपण, तर कुठं ना कुठं ती जी आहे आपल्या आयुष्यात एकदम म्हणतो ना, की एक अ, वेगळाच अनुभव बनू शकता किंवा एक वेगळाच मोठा भाग आहे. कारण जर तुम्ही नेटवर्किंग नाही केलं कुठल्याही व्यक्तीशी किंवा कुठल्याही, मग ग्रुपशी, तर कुठं ना कुठं तुम्ही मागं राहत जाल. मग तुम्ही नेटवर्किंगला कशी सुरुवात केली? आणि काय काय गोष्टी तुम्ही केल्यात?
बघा. नेटवर्किंग सगळ्यात महत्त्वाची असते प्रत्येक व्यक्तीच्या जीवनामध्ये. कारण की आपण म्हणतो ना, की नेटवर्क इज आवर नेट वर्थ. म्हणजे नेटवर्कच आपलं खरं अ, नेट वर्थ असतं. तर ह्या ह्या लाईनमधनं सांगितलं जातं. आणि काय असतं ना, की कधी आपण कुठल्या गोष्टीची
हं, हं.
अपेक्षेत असतो किंवा काही गोष्टी आपल्याला हवी असते. तर तेव्हा कुठे ना कुठे त्या नेटवर्कमधले लोकं त्या कामाशी संबंधित लोकं त्यांच्याशी जर आपली ओळख चांगली असेल, तर निश्चितपणे आपलं ते काम लवकरात लवकर होण्याची शक्यता असते. आणि त्याचसाठी आणि त्याच दिवसासाठी आपण नेटवर्क बनवत असतो. जेव्हा आपल्याला काही अडचण निर्माण झाली किंवा काही नवीन गोष्टी आपल्याला माहिती करायची असेल किंवा काहीतरी काम करून घ्यायचं असेल. तर तेव्हा हे नेटवर्क आपल्यासाठी काम कामात येतं आणि त्याच संदर्भातनं मग आपल्याला त्याची मदत होते. आपलं काम फास्ट होतं आणि कोणीही गोष्ट आपली मेंटरशिप चांगली भेटते आपल्याला त्यांच्याकडनं. गाईडन्स चांगलं भेटतं. म्हणून नेटवर्किंग फार गरजेची आहे.
हो. हो. नक्कीच हं, हं. हं, हं. नक्कीच, नक्कीच. मग तुमचा जो अनुभव पहिल्यांदा तुम्ही केला तर तेव्हा कसल्या प्रकारचा अनुभव होता आणि कुठल्या गोष्टींनी म्हणतो ना, की तुम्हा तुमचा जो नेटवर्क आहे तो वाढला? काय-काय गोष्टी केल्या तुम्ही? कशाप्रकारे मॅनेज केल्या गोष्टी? जरा मला सांगाल का त्या?
बघा. अ, मी म्हणजे मला आहे ना मी व्यवसाय करत होतो. अगदी छोटासा व्यवसायापासनं सुरुवात केली होती मी आणि मार्केटमध्ये माल मी कोणालाच ओळखायचो नाही, नवीन व्यक्ती होतो. तर नवीन व्यक्ती असल्यामुळे मला मार्केटमध्ये ओळख नव्हती. ते असल्यामुळे मला खूप अडचणी येत होत्या, कामं करण्यासाठी, माझं प्रोडक्ट विकण्यासाठी. त्याची मार्केटिंग मी करत होतो मला आणि मग जेव्हा ते आपण रिटेल शॉपवरती जायचो, होल्सेलरकडे जायचो, जर त्यांना कुठेतरी आपल्यावरती ट्रस्टची कमी होतं.
हं, हं. हां, हां.
तर मग मी तेव्हा काय केलं, की मी त्यांच्यासोबत एक, एक हेल्दी रिलेशनशिप एस्टॅब्लिश करण्यासाठी मी प्रयत्न चालू होते माझेवाले. तर मी त्यांना आणि सगळ्यात पहिले व्यवसाय करायचा असला म्हणजे आपला प्रॉडक्ट आपल्याला मार्केटमध्ये जर स्ट्राँग बनवायचा असला, तर मग सगळ्यात पहिले आपल्याला त्यांना आहे ना अ, विश्वास निर्माण करून घ्यावा लागतो आणि आपला प्रॉडक्ट त्यांना उधारीवर द्यावा लागतो. की क्रेडिटवरती तुमच्या तुम्ही प्रॉडक्ट ठेवा, जेव्हा विकलं जाईल तेव्हा ते मला पैसे द्या. तर अशा पद्धती मी वापरल्या आणि त्या लोकांसोबत मी व्यापार करायला सुरुवात केली. आणि जेव्हा आणि मी त्यांच्यासाठीही प्लॅन बनवलेला होता, की जर मला यांच्यासोबत नेटवर्क करायचं असेल माझा माल यांच्या थ्रू विकवायचा असेल, तर यांना आपल्याला निश्चितपणे चांगला प्रॉफिट मार्जिन ठेवावा लागेल जेचे जेणेकरून यांचाही प्रॉफिट होईल, माझं प्रॉडक्ट हे जास्तीत जास्त विकतील आणि
हो. नक्कीच. हं. अच्छा. हो. नक्कीच. हं, हं. हं, हं.
त्याच्याने मलाही फायदा होईल कारण की माझी मार्केटिंग हेच लोकं करतील कारण की यांच्याकडे ऑलरेडी कस्टमर बेस बनलेला हाआहे. आपल्याला फक्त यांना यांना केटर करायचं आहे बाकी हे कस्टमरला केटर करून घेतील. तर हे निदर्शनात ठेऊन मी यांच्याकडे वळलेलो होतो. तर जसं काय व्हायचं, की मी एखाद्या व्यापारीकडे गेलो त्यांना मी माझा प्रोडक्ट दिला. आणि त्यांचा प्रोडक्ट सेल झाला, तर व्यापारींकडे एक पद्धत चांगली की ती पेमेंट सायकल अगदी चोख ठेवतात. त्याच्यामध्ये काहीच अडचण अ अडथळा निर्माण करत नाहीत. फक्त पहिल्या स्टेजला आपल्याला आपला आपल्यावरती त्यांचा विश्वास बनवून घ्यावा लागतो. तर मी असच तुम्हाला जसं सांगितलं की मी उधारीवर माल देऊन द्यायचो, तर आणि प्रॉफिट मार्जिन जास्त असल्यामुळे ते कस्टमरला सर्वात पहिले तो माल द्यायचे. आणि मग त्याच्यामुळे त्याची सेल वाढली लोकांनाही तो आवडायला लागला. आणि मग त्याची मार्केटमध्ये डिमांड वाढली. ज्यावेळेस त्या माल मालची डिमांड वाढायला लागली ना तर त्यावेळेस हेच लोकं माझ्यासोबत संपर्क करायचे. आणि माझ्याकडनं ते मालची ऑर्डर प्लेस करून घ्यायचे. तो माल माझ्याकडे त्यांना भेटत होता. आणि मग, तेव्हा काय झालं की मला जर का <swallows> एखादा मोठा व्यापारी असेल अजून त्या व्यापारींचा वरती ही मोठा व्यापारी असतो ना?
हो. नक्कीच. हं, हं. हो. हं, हं. हं, हं. अरे वाह! हं, हं. हो. नक्कीच.
मग त्या व्यापारीसोबत जर मला डील करायची असली तर मी ह्या व्यापाऱ्यांची मदत घ्यायचो की मग यांना माझ्यासोबत न्यायचो सोबत डील करण्यासाठी किंवा मग यांचा रेफरन्स थ्रू मी तिथं पोहोचायचो. कारण की काय होतं की आपण अशा रेफरन्स थ्रू जर गेलो ज्याला तो समोरचा व्यक्ती ओळखतोय तर निश्चितपणे आपलं काम वाढण्याची प्रोबॅबिलिटी जास्त होते.
हं. हो. नक्कीच.
आणि ते काम होणं आपल्यासाठी सोपं होऊन जातं. मग अशाच माध्यमातनं लोकांचे मी, लोकांची ओळखीचा फायदा घेत, माझी ओळखीचा फायदा घेत मग मी अशा पद्धतीने माझा व्यापार वाढवला. आणि तसाच मी आता त्याचे आणि तो माझा आता नेटवर्क तयार झालेला आहे. म्हणजे अतिशय मला जर कुठल्याही अ, गावामध्ये आता कुठल्याही सिटीमध्ये म्हणा तिथं काम निर्माण झालं ना तर तिचं तिथं माझा एक ना एक माणूस आहे. हक्काचा माणूस आहे ज्याच्याकडे मी मा ते काम सांगू शकतो आणि तो ते काम करेल. हे कशामुळे झालं? हे आपल्या बोलण्यामुळे, त्यांच्यासोबत आपला संबंध टिकून ठेवण्यामुळे आणि आज ते काम आपलं अतिशय ग इकडे माझ्या गावाला बसून मी ते काम करून घेऊ शकतो. हे नेटवर्कची पॉवर असते.
हो. हं, हं. हं, हं. हं. हां, हां. नक्कीच, नक्कीच. नाही ते अगदी बरोबर आहे. कारण का तर आता नेटवर्क असणं कुठं ना कुठं एक फायद्याची पण गोष्ट आहे आणि कुठं ना कुठं सुरुवातीला आपल्याला पण समोरच्या व्यक्तीला देणं गरजेचं आहे. कुठल्याही प्रकारची मदत म्हणा किंवा काहीही असेल. मग तुम्ही कसं म्हणजे, कशाप्रकारे जे आहे ते नेटवर्क जो आहे तिथून वाढवला तुमचा? आणि काय गोष्टी अशा केल्यात, की ज्याने, की म्हणतो ना, की तुमचं नेटवर्क छान पद्धतीने समोरच्या व्यक्तीला, पण तुमच्याबद्दल एक रिस्पेक्ट असं असं आहे, की तुम्ही एक चांगला व्यक्ती आहे किंवा एक कामाचा व्यक्ती आहे नंतर?
हो. हं. हं. बघा. नुसतं नेटवर्क म्हणजे नेटवर्किंग करणं म्हणजे नुसती त्यांच्यासोबत ओळख बनवून ठेवणं नाही. तर त्यांच्यासोबत एक चांगलं रिलेशनशिप मेंटेन करणं. हे रिलेशनशिप कधी मेंटेन होतं? जेव्हा आपले व्यवहार चांगला असतो, आपला, त्यांच्यासोबतचा व्यवहार चांगला, त्यानंतर आपलं बोलणं चांगलं असेल, वागणं चांगलं असेल आणि त्यातल्या त्यात आपण समजा एखाद्या व्यक्तीला भेटलो त्याच्यासोबत एका एकचं दिवस चांगला बोलणं झालं. आणि आपले नंबर एक्सचेंज झाले तर त्याच्यासोबत सातत्याने कॉन्टॅक्टमध्ये राहायचं. एखादा सण आला, तर तेव्हा त्याच्यासोबत कनेक्ट करायचं, त्याला त्याचं सणाबद्दल विश करायचं. तर त्याच्याने काय होतं? त्या मनाच्या त्या माणसाच्या मनामध्ये
हं, हं. हो. हं, हं.
आपल्यासाठी जागा तयार होते. अरे, नाही बाबा हा व्यक्ती आपल्याला आठवण ठेवलेला आहे आजही म्हणजे काही सण आला तरी हा याच्या लक्षात असतं, की हा मग त्याच्याने काय होतं? एक पॉझिटिव्ह अ, इमेज आपली त्यांच्यामध्ये क्रिएट होते. मग ते नेटवर्क वाढवण्यासाठी काम कामात येतं. आणि असेचं आता जर मोठं-मोठं आपल्याला नेटवर्क बनवायचं असेल. तर आपण अशा लोकांसोबत फिरलं पाहिजेल, उठलं पाहिजेल, बसलं पाहिजेल. जेणेकरून जे आपल्याला फायदा पोहचवणार आहे भविष्यामध्ये.
हं, हं. <chuckles> हां, हां. हो. नक्कीच. नक्कीच, नक्कीच. हं, हं.
आणि मग त्याचा फायदा आपण घेत घेऊन ते काम केलं पाहिजे. आणि असं गरजेचं नाही आहे ना, की तुम्ही प्रत्येक व्यक्तीसोबत अ, तुमचं रिलेशन राहील. पण तुम तुम्ही ज्याच्यासोबत रिलेशनमध्ये आहात, तो व्यक्तीचा तर पुढे कोणासोबत रिलेशन असेल ना, मग ते अशाच चेनमध्ये ते काम चालतं.
अगदी, अगदी. हो. नक्कीच. अगदी बरोबर आहे. बरं. नक्कीच. आता या तर गोष्टी आहेतच. आपण फॉलोअप केलं पाहिजे. कुठं ना कुठं जे आहे व्यक्तीला प्रत्येक सणावर म्हणा किंवा एक एक विश तर केलं पाहिजे. बर्थडे असेल किंवा काही नवीन गोष्ट त्यांनी केली असेल. अभिनंदन करणं ते नक्कीच कुठं ना कुठे एक ग्रीटिंग असतेच. मग ते तुम्ही कसल्या कुठल्याप्रकारे करणं प्रिफर करता? असं WhatsAppवर किंवा असं ऑनलाईन करणं, की ऑफलाईन जाऊन स्वतःहून भेटून करणं. कुठल्या प्रकारचं जास्त इम्पॅक्ट येतं?
हं. हं. हं. अ, ते डिपेंड करतं, की आप आपण आता कुठल्या या याच्यात परिस्थितीत आहे. पण मी काय केलेलं आहे ना, की हे सणांचं जे नियोजन आहे, की सगळ्या लोकांना पाठवायचं आहे आपल्याला मॅसेज, तर त्याच्यासाठी ना एक ब्रॉडकास्टिंग गु ग्रुप बनवून घेतलेला आहे या सर्वा लोकांचा. तिथे काय होतं, की त्याच त्यांना एकच ठिकाणी ॲड करून घेतलं आहे. पण तो जो मेसेज जातो ना त्यांना तो इंडिव्हिज्युअली जातो. म्हणजे त्यांना असं वाटतं, की नाही या व्यक्तीने स्वतःने आपल्याला मेसेज केलेला आहे स्वतःहून. पण मी तो मेसेज एकाच प्लॅट एकाच जागेवर टाकतो. आणि तो या सगळ्या लोकांना चालला जातो. असा एक हो ब्रॉडकास्टिंग ग्रुप आहे माझा. तर त्याच्याने अगदी सोपं होतं माझ्यासाठी. म्हणजे त्याच्याने अशा ट्रिक्स टेक्नॉलॉजीचा वापर केला पाहिजे आपण नेटवर्किंगमध्ये. तर मग त्याच्याने आणि आपलाही जास्त टाईम जात नाही.
हं, हं. हं. अच्छा. अच्छा? अरे वाह! अच्छा. नक्कीच. आणि मग हां. हं, हं.
आणि कामही होऊन जातं आपलं.
नक्कीच. हो, अगदी बरोबर आहे. मग ते ब्रॉडकास्टिंग ग्रुपबद्दल सांगताल का जरा? कशाप्रकारे? काय आहे ते? आणि WhatsAppवर आहे का? कुठे कुठल्या प्लॅटफ् प्लॅटफॉर्मवर आहे ते?
हं. हा ब्रॉडकास्टिंग ग्रुप जो आहे ना, हा WhatsAppवरती असतो. तिथे आपण जसा आपला एक ग्रुप बनवतो ना, त्याच प्रकारे ब्रॉडकास्टचा गु ग्रुप बनतो आणि समोरचा व्यक्ती कुठल्याच अशा वेगळ्या ग्रुपमध्ये ॲड होत नाही त्याच्यात. आप फक्त आपल्या इथे ते कलेक्शन बनून जातं, लोकांचं आणि त्याच्यामध्ये जर आपण मेसेज टाकला, समजा 10 लोकं मी त्या ग्रुपमध्ये ॲड केले, तर मी तो मेसेज फक्त त्या ग्रुपमध्ये सोडून देईल आणि तो मेसेज प्रत्येक इंडिव्हिज्युअल व्यक्तीला माझ्या अकाउंटमधनं जाईल, की मी त्याला विश केलेलं आहे पर्सनलाइज्ड. असं वाटतं.
हं, हं. हां. अच्छा. अरे वाह! खरंच म्हणजे, अगदी छान आहे ते. हो, नक्कीच. आता टेक्नॉलॉजीचा वापर नक्कीच खूप छान पद्धतीने तुम्ही केला आहे, नक्कीच. बरं मग ते, आता इंट्रोव्हर्ट असतात बघा. बऱ्याचदा काही इंट्रोव्हर्ट आता मी पर्सनली खूप इंट्रोव्हर्ट होतो आधी. आता तर ठीक आहे, आता जर म्हणजे असा एक्स्ट्रोव्हर्ट झालेलो आहे. पण आधी खूप इंट्रोव्हर्ट होतो, तर मला लोकांशी बोलायला पण खूप असं, म्हणतो ना की त्रास व्हायचा एक प्रकारचा. तर असे जे इंट्रोव्हर्ट असतात, जे शांत स्वभावाचे असतात, तर ते लोकं कसे त्यांच्या आयुष्यात अ, नेटवर्किंग करू शकतात आणि आपलं जे करियर आहे, किंवा कुठेही असं, पुढे जाऊ शकतात?
हो. तर ते WhatsAppमध्ये होतं. हं. हं. हं. बरोबर. हं. बघा जे व्यक्ती स्वतःला इंट्रोव्हर्ट म्हणत आहेत, त्यांनी पहिले लक्षात घेतलं पाहिजेल, की इंट्रोव्हर्ट काय असतो? तो व्यक्ती लोकांसोबत जास्त कम्युनिकेट करू शकत नाही किंवा तो त्याला बोलायची इच्छा नसते. पण जोपर्यंत तुम्ही बोलणार नाही, तोपर्यंत तुमचं काम कसं होणार आहे? म्हणून तुम्ही स्वतः हळू-हळू का होईना लोकांसोबत ओळख बनवणं चालू करा, बोलणं सुरू करा. जेणेकरून आणि पब्लिक स्पीकिंगची स्किल डेव्हलप करा म्हणजे 10 लोकांमध्ये उभे आहेत तर बोलणं शिका सगळ्यात पहिले. त्यालाचं घाबरता ना तुम्ही. मग ते थोडं-थोडं अगदी थोडं-थोडं चालू करा. जेणेकरून तुम्हाला अ, म्हणजे तुम्ही स्वतःला इंट्रोवर्ट म्हणून घेणार नाही. आणि त्यानंतर नेटवर्किंग करायची म्हटली म्हणजे अ, तुम्ही अगदी सोशल मीडियाचा वापर करा. तुम्हाला जर काही जॉब लागणार असेल अशा काही दुसऱ्या गोट गोष्टीसाठी तुम्ही सर्च करत असाल, तर मग तुम्ही मोठे-मोठे प्लॅटफॉर्म्स आहे LinkedIn झाले, naukari.com झाले या सगळ्या प्लॅटफॉर्म्सवरती लोकांसोबत कनेक्ट व्हा. तिथे ते लोकं तुमच्याशी कनेक्ट होतील. तुमच्या स्किल्स बघतील आणि टायपिंग करायला तुम्हाला फेस टू फेस बोलायला इंट्रोव्हर्टनेस फील होते पण टायपिंग करून बोलायला तर कसली इंट्रोव्हर्टनेस. तर मग ह्या ह्या पद्धतीचे सोर्स वापरा, जेणेकरून तुम्ही लोकांसोबत अजून तुमचं कनेक्ट बनवू शकतात.
हं, हं. हां, हां. नक्कीच. हो. हो. नक्कीच. हं, हं. हं, हं. हं, हं. बरं. हं, हं.
आणि चांगल्या पद्धतीने तुम्हाला प्रॉफिट होईल.
नक्की, नक्कीच. हो. अगदी बरोबर आहे. कारण नेटवर्किंग जर तशा प्र पद्धतीने जर केलं आपण. तर कुठं ना कुठं ते एक चांगली गोष्ट आहे. मग तुम्ही काय आता कुठल्या प्रकारच्या ज्या गोष्टी आहेत. कुठल्याही व्यक्तीशी तुम्ही जेव्हा नेटवर्किंग करता. तर काय म्हणजे यूज करता? काय असे आईस ब्रेकर असतात? ते कसे यूज करता? किंवा एक म्हणतो ना, की एक म्युच्युअल, म्युच्युअल फ्रेंड असेल. त्याच्या पद्धतीने जाणं प्रिफर करता. जेणे की कसं तुमचा जो बॉन्ड आहे कुठल्याही नवीन व्यक्तीशी, तो चांगल्या पद्धतीने होईल. ते कसं करता तुम्ही?
हो. बरं. मग मी आहे ना अ, कुठल्याही नवीन व्यक्तीसोबत जर ओळख बनवायची असेल. तर म्युच्युअल फ्रेंडद्वारे पोहोचणं प्रिफर करतो. नाहीतर मग एखादा जो व्यक्ती असेल, जिथं काहीच आपलं म्युच्युअल फ्रेंड कोणी नसेल आणि त्याच्यासोबत आपल्याला वाटत आहे, की याच्यासोबत आपण नेटवर्क करलं पाहिजे. तर मग तेव्हा मी काय करतो, की त्या व्यक्तीसोबत पहिले हाय हॅलो करतो. स्वतःला इंट्रोड्यूस करतो. आणि मग त्या व्यक्तील मध्ये असं बिली म्हणजे विश्वास निर्माण करतो, की अरे, हा व्यक्ती ना समोरचा खूप कामाचा आहे. स्वतःला इंट्रोड्यूस करायचा ना, तेव्हा स्वतःच्या कामानुसार इंट्रोड्यूस करायचा. "अरे, मी असं असं काम करतो." तर निश्चितपणे तो व्यक्ती ना, अरे, काहीतरी कामात येईल हा व्यक्ती. मग तो आपल्यामध्ये इंटरेस्ट घ्यायला सुरुवात करतो. आणि ज्यावेळेस त्या व्यक्तीने इंटरेस्ट घेतला. म्हणजे तो आपल्यासोबत निश्चितपणे पुढेही अ, कनेक्टेड राहणार आहे हे समजून घ्यायचं. फक्त पण तुमच्या कामाला तुम्ही तिथे दाखवा पहिले. काय करतात? कारण की लोकं बरेच सांगतात. "मी असा आहे. मी, मी अगदी चिल माणूस आहे." ते त्याला फरक नाही पडत. त्याला फक्त काय आहे. तुम्ही कसं त्याच्या पुढे जीवनात कामात येणार आहे? तुम्ही पॉलिटिशियन असाल, तर एका व्यावसायिकच्या खूप कामात येणार. बरोबर ना. मग व्यावसायिक माणूस तुमच्याशी कनेक्ट बनवण्यासाठी आतुर असेल.
हं. हं, हं. हं. हं, हं, हं. हां. नक्कीच. हं, हं. हं, हं. हो. हो. नक्कीच, नक्कीच. नक्की त्या तर गोष्टी आहेतच. मग आता नक्कीच या तर गोष्टी आईस ब्रेक करू शकतो आपण. आणि एक अ, छोटासा फॉलोअप पण करून त्याप्रकारेही करू शकतो. तर आण आणखी काही करू शकतो? आणखी तुम्ही कुठल्या प्रकारे एक आठवण असेल तुमची, की यार या व्यक्तीशी मी खूप छान पद्धतीने इंटरॅक्ट झालो आणि यांना आमचा जो नेटवर्क आहे तो छान पद्धतीने बनला किंवा कोणी तुमच्यासोबत तसं केलं असेल. तसं काही आहे का?
हं. हं. हं. हो. एक म्हणजे एक चांगला एक सॉफ्टवेअर डेव्हलपर होता. अ, मला माझ्या कंपनीसाठी वेबसाईट बनवायची होती. तर तो मला भेटलेला आहे एका प्रोग्राममध्ये. तर त्यानेही चांगलं माझ्यासोबत नेटवर्क बनवलं आणि माझ्या नेटवर्क थ्रू मी बरेच त्याला कामं प्रोव्हाईड केलेले आहेत आतापर्यंत. म्हणजे एक आपल्याला फक्त नेटवर्कमध्ये कनेक्ट व्हायचं असतं. मग तार आपोआप जुळत जातात, आपलं काम आपोआप होत जातं.
हं, हं. अच्छा. अच्छा. हं. नक्की, नक्कीच. म्हणजे नक्कीच खरंच खूप छान पद्धतीने तुम्ही ज्या गोष्टी आहेत. नक्कीच मला खूप छान वाटलं तुमच्याशी बोलून आणि ज्याप्रकारे तुम्ही नेटवर्किंगबद्दल सांगितलं, की कसं तुम्ही नेटवर्क करू शकता, कसं तुम्ही लोकांशी जाऊन त्यांना फॉलोअप असं प्रत्येक ओकेजनवर त्यांना विश करू शकता. कोणतंही फेस्टिव्हल झालं किंवा त्यांना अभिनंदन करू शकता काही चांगलं झालं त्यांच्या आयुष्यात जेणे, की कसं ते समोरच्या व्यक्ती तुमच्यात एकदम इंटरेस्ट दाखवेल किंवा एक म्हणतो ना, की त्याला आठवण राहील, की हा व्यक्ती आहे. आणि जेव्हाही तुम्ही इंट्रोड्यूस करता स्वतःला तर एक तुमची जी ओळख आहे, तुम्ही जे काम करता त्या पद्धतीने इंट्रोड्यूस केलं पाहिजे. नक्कीच खूपच छान वाटलं तुमच्याशी बोलून आणि नक्कीच मी ते आपल्या आयुष्यात अप्लाय करेलच. थँक यू.
हं. हो. हं. धन्यवाद. मलाही तुमच्याशी बोलून फार आनंद झाला. तुमचे खूप खूप आभार. धन्यवाद.